अरे! मस्त एकदम, हां. आणि म्हणजे मलाही त्याचे म्हणजे महत्त्व मी भरपूर वेळेस वाचलेले पाण्याचे, तर अ, तुम्ही म्हणजे असं असं काही अलार्म बॉटल किंवा ॲप?
बरोबर.
अ, काही वापरत का समजा?
अ, मी प्रयत्न केला होता, मी प्रयत्न केला होता माझ्याकडे, पण अ, तो काही माझ्याकडे सफल झाला नाही आहे. आम्ही अलार्मचे जे म्हणतोय ना, अलार्मचे जे म्हणालात तुम्ही आता, तो प्रकार आम्ही आमच्याकडे प्रयत्न केला. पण मग नंतर मी असं ठरवलं की नाही, आपल्या बॉटल आहे ना, आपल्या डोळ्यासमोर असायला पाहिजे पाण्याची. आणि मग ती मी उचलून डायरेक्ट किचनमध्येच नेऊन ठेवली ओट्यावर, की दर 2-3 मिनिटं, 2-3-2-3 मिनिटांनी 1-1 छोटा सीप घ्यायचा आणि मी त्याच्याकरता सिपर आणून ठेवलेलं आहे माझं.
हं, हं. हं, हं. हं, हं. हं, हं. अगदी. <laughs> अरे वाह! अरे वाह! खूपच सुंदर.
1 लिटरचं सिपर ठेवलंय, की जेणेकरून ते बॉटलचं झाकण उघडायला नको किंवा धडकन पडलं आणि सगळंच पाणी वाया गेलं, असं व्हायला नको.
हं, हं. <chuckles> अच्छा!
सिपर आहे, ठेवलंय समोर उचलायचा, 1 घोट सिप करायचा ठेवून द्यायचाय. 1 सिप करायचा ठेवून द्या आणि संपलं की पुन्हा रिफिल करायचंय.
हं, हं. हं, हं. हो, हो. आणि सिप करून पाणी पिल्याने मला असं वाटतं की ते शरीराला पण अ, व्यवस्थित डायजेस्ट होतं किंवा जातं, कारण की ते कमी-कमी प्रमाणात आपण घेतोय. अ असंच आहे का काहीतरी?
हो. होय. हो, कारण जसं आपण म्हणतो ना, सिन ठिबक सिंचन पद्धत कशी असते. थेंब-थेंब-थेंब-थेंब पाणी मुरत जातं, तसं जसं आपण सीप-सीप करतो ना, ते पाणी आपल्या शरीरात जिरत जातं आणि शरीराला आवश्यक तिथे ते सप्लाय होत राहतं. रक्ताच्या थ्रू किंवा आणखीन मिनरल्स, व्हिटॅमिन्सच्या थ्रू
हं. <chuckles> हो, हो, हो. हो, हो. अच्छा! एकदम भारी.

हो, हो, हो, खूपच वेदनादायी आहे ते.
आणि हो आणि त्यामुळे ना तुम्ही धड चालू शकत, ना बसू शकत आणि झोपलं तरीसुद्धा ते दुखतंय. मग जगायचं कसं?
अरे बापरे! खूपच अवघड आहे.
अस कारण ह्याला ह्याला झालं होतं हा प्रॉब्लेम जो आहे ना माझ्यासाठी सुरु होऊन गेला होता.
अरे! खूप
की मी याचातलं कितीही काही केलं तरी किचन आणि हॉलमधला पा जाऊन पाणी पिणं किंवा किचन मधल्यामध्ये पाणी पिणं हे माझं म्हणजे तेवढं सवयीचं नव्हतं. त्यामुळे मला ते खूप त्रासदायक होत होतं आणि मग डॉक्टरांनी माझ्यासाठी वॉर्निंग बेल दिली की तू आता सिरियसली ह्याकडे लक्ष दे. रोजचं तुझं किमान 1.5 ते 2 लिटर पाणी कमीत कमी तुला प्यायलाच पाहिजे.
हं, हं. हं, हं. अरे, अरेरे! हं, हं. हं, हं.
नाहीतर हे बॅकएक नाहीये. ही तुझी लोवरबॅक नाहीये, ही तुझी किडनी बोलतेय.
हो, नक्कीच, नक्कीच. हं, हं. अच्छा म्हणजे तुम्हाला तो किडनीचा त्रास अ, अ, किडनी स्टोनचा त्रास चालू झाला होता?
किडनी स्टोनच सुरु झाला होता हो, सुरु झाला होता तर
अरे बापरे! खूपच अवघड आहे.
तर त्या म्हणाल्या त्यांनी जी औषध ते दिली आहेत, त्या म्हणाल्या पण ह्याच्यावर कितीही औषध घेतलीस तरी बेस्ट उपाय आहे तू स्वतःला हायड्रेट ठेव.
हं, हं. हं, हं.
जितकं तू पाणी पिशील ते आपोआप सगळं, आपण जे औषध दिलेत त्याने तो नॉर्मलाइज होईल कारण अगदी छोटा आहे. तर तो निघून जाईल पाण्याच्या ह्याच्यात, पण पाणी कंपल्सरी तुला रोज प्यायचंय आणि आता समज पाणी हेच तुझं औषध आहे.
हो, हो. हो. अरे म्हणजे हो, त्यांनी जे सांगितलं. परंतु कधी-कधी काय करतो ना आपण रात्रीचं पण तुम्ही म्हटला की पाणी प्यायचं. परंतु मग अ, आपल्याला वारंवार वॉशरूमसाठी जावं लागतं. ज्यावेळेस आम्ही रात्रीच्या वेळेस पाणी पिऊ.
रात्री कमीत-कमी एक तास आधी, झोपायच्या कमीत-कमी एक तास आधीपर्यंत पाणी ठीक आहे. अगदी झोपेपर्यंत बेडवर जाईपर्यंत पाणी नाही. कारण 1 तास आधीपर्यंत जर पाणी पिलं ना तर बेडवर जाईपर्यंत आपण 1-2 वेळेला वॉशरूमला जाऊन येतो आणि ब्लॅडर आपले रिकामे असतात जेणेकरून आपल्याला शांत झोप लागते.
हो, हो. हो, हो. हं, हं. हं, हं.